आत्ताच्या रिफूडच्याच रिफाइंड अँड नॉन रिफाइंड तेलाला, पिशवीतल्या तेलाला तो चव येत नाही. त्यामुळे त्यामुळे त्या खिचडीवर आणि स्पेशली त्याच्या हातचं, त्याच्या ताटातलं, ते खाणं म्हणजे आ! हा! हा! हा! हा! स्वर्ग सुख आणि त्यात जर का एखादा पापड असेल तळलेला किंवा भाजलेला ही तर उम्मअहा
नाही, नाही. नाही येत खरंच आहे, खूप बोललो तिला. खरंच, खरंच नाही येत, हं. वाह! वाह! अप्रतिम!
एवढं सुंदर लागायचं ना, की ते खायला मिळावं आणि त्यातल्या त्यात काय माहिती आहे? बघा, आपण जेव्हा खिचडी किंव खिचडी किंवा 1 पॉट मील करतो, तेव्हा बऱ्याच वेळेला खालच्या बाजूचा थर असतो, तो भांड्याला चिकटतो.
हो, त्याला <chuckles> खारवा.
त्याला खरवड म्हणतात. ते पूर्ण जड जळलेलं नसतं. पूर्ण जळलेलं नसतं हां, पण त्याचा एक येस आणि त्याला एक क्रिस्पी आणि खूप छान स्वाद येतो त्याला. ते खाण्यासाठी एक आमची भरपूर धडपड असायची. "आजी खरवड आमच्यासाठी. आजी, मला दे आजी मला" आमची अशी भावंडांमध्ये भांडण लागायची ना त्यासाठी पण. आजी म्हणायची, "अरे! आज ह्याला देते, उद्या तुला देते." असं म्हणजे एवढंच बिचारी समजावून-समजावून द्यायची आम्हाला आणि एकदम काही असं विशेष आहे, म्हणजे कोणाचा वाढदिवस वगैरे असेल, तर तिथली खासियत म्हणजे फ्रूट सलाड त्याला फ्रूट सॉल्ट बोलतात तिथे फ्रूट सॉल्ट.
थोडासा लागलेला असतो, किंचितसा लागलेला असतो. <chuckles>
असा शब्द म्हणजे एक अपभ्रंश झालेला असतो ना शब्दाचा. त्यामुळे ते आम्हाला
अच्छा. <laughs> हां आणि तो वारंवार तोच वापरला जातो आणि तो सगळ्यांच्या तोंडावर नकळत बसून जातो.
हां. हो. तर ते फ्रूट सॉल्ट, एवढंच माहिती असायचं. मग काय खायचं? आईसक्रीम खायची, लस्सी प्यायची का फ्रूट सॉल्ट? आणि वातावरण तेव्हा गरमीचं असल्यामुळे रस रात्री अ, ग्रीक्स म्हणतात ना की, "9 वाजेच्या दरम्यान, 9-10च्या दरम्यान असं काहीतरी थंड पदार्थ खाल्ला की रात्री जरा शांत झोप लागते."